मक्खनवडे. अच्छा. हं.
हो, 2 दिवस पहिलेच करून ठेवले होते ते. तर बोले, "नाही आपण तेच देऊ" म्हणलं चालेल, आता त्यांनी अर्ध्या लोकांनी तर मक्खनवडे अव्हॉइडच केले, "की नाही खाणार आम्ही", तर मग त्याच्यावरून तिचं असं ."की हे तुझे सासुरवाडीचे लोक ना जास्त शहाणे बनतात, त्यांना दाखवतेच मी आता".
<chuckles> अरे बापरे! <chuckles>
म्हंटलं, "अरे यार! ते नाही खात, तर नाही खात. मला थोडी ना माहिती आहे की ते खातात की नाही खात, हा नाही तर." तू बनवले तर त्या तरी मी थोडासा प्रयत्न केला की तुम्ही घेऊन घ्या खा. मग ते तसं-तसं झालं.
हं. हां, थोडं लाडी-गुडी लावली तर समोरचा मानूनही जातो. आणि तुमची होणारी बायको पण आली होती का त्याच्यात मग?
हां आणि नाही, नाही, नाही, ते, ते नव्हते आले. अ, त्या ते त्यांच्या घरी होते. आणि आमच्याकडे ना एक छान पद्धत असते, मी तुम्हाला सांगतो, जेवण झालं की जो मी तुम्हाला म्हणतो ना बाई माणसांच आमच्याकडे खूप सत्कार असतो. मग आई ना ओटीची तयारी करते. जेवढ्या पण बायका होत्या ना, त्यांची ओटीची तयारी झाली. मग, मग ओटी भरली त्यांची.
अच्छा, हं. नाही-नाही तर ते हं. ना हां. सांगा. हं. अच्छा. ओटीची तयारी म्हणजे नेमकं काय?
नारळ, तांदूळ, ब्लाउज पीस किंवा साडी आणि थोडेसे पैसे आणि हळद-कुंकू करतो आपण. तर ते जेव्हा आपण अ, आमच्याकडे असं देवी, कुलदेवीचं खूप आहे आमच्याकडे, तर रीती-रिवाज आहे. तर ते आमच्याकडे असं आहे की जसं कोणीतरी आलं, बाईमाणूस आली आणि ती संध्याकाळची आली नेमकी, तर आई प्र अ, प्रयत्न करते की कमीत कमी ओटी भरायची तिची ताकी अ
अच्छा. रीती-रिवाज असेल, हो. हं, हं, हं, हं. अच्छा, म्हणजे खाली हात जाऊ देत नाही त्यांना का? अ
जाऊ देत नाही. तर मस्त अ, माझ्या सासूसाठी आणि काकी-सासूसाठी त्यांनी साडी घेऊनच ठेवली होती आईनी, मग ती साडीने त्यांची ओटी भरली. बाकी मामी-सासू वगेरची असं ब्लाउज पीसनी आणि थोडेफार पैसे देतात जास्त नाही देत. ते फक्त एक रिच्युअल असतो म्हणून ते, तर अ, पार पाडायला पडतो म्हणून.
हो का? हं, हं. बरोबर. मग ही पद्धत त्या लोकांनी बघितली होती का अगोदर?

बोलले, "चूपचाप बस आणि अ, ग्ला ग्लास घासायला निघ." आता आमच्याकडे असं अ, आमचं किचन आहे, त्याच्या पाठीमागे एक अजून बेसिन आहे. आम्ही 2 बेसिन केलेले, एक भांड्यावालीसाठी आणि घराचं सामान मतलब भाजीपाला धुवायला, तर मी त्या भांड्यावालीच्या जागेवर गेला आणि मस्तपैकी भा ग्लास घासले, पुसले आणि वापस पुन्हा जागेवर ठेवले. ताकी आता जेवायला जेव्हा लागणार ग्लास, तर आपल्याकडे असतं ना, की आता ग्लास लागले, तर मग आहे आपल्याकडे हे वाले ग्लास.
हो का. हं, हं. हं, हं. बरोबर, मग जेवणाची रचना आणि ऑर्डर कशी केली तुम्ही. स्टार्टर, मुख्य भाकरी, भात, पाणी, पेय, गोड, सगळ्यात आधी कोणाला सर्व्ह केलं तुम्ही, कसं रचना केली त्या डायनिंग टेबलवरती?
तर अ अ, हां. पहिल्यात काय झालं ना, की आम्ही अ, असा प्रयत्न केला की स्नॅक्स झालेले होते. तर मस्तपैकी अ, मायक्रोवेव्हमध्ये चिली पनीर आणि ते सर्व गरम करून घेतलं आणि मग तिथे ठेवलं आणि त्यांना म्हटलं की "अगर तुम्हाला हवंय, तर पहिले आपण स्टार्टर्स घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला जेवायला वाढतो."
हं. हो का. बरोबर.
मग त्यांना जेवायला वाढलं अ, अ, माझे जो बाबा आहेत, ते थोडंसं मतलब अ
स्टार्टर अ, स्टार्टर वगैरे खाल्ले त्यांनी, पूर्ण सर्व्ह वगैरे केले, त्यांच्या हाताने केले का तुम्ही स्वतः करून दिलं?
हो, हो. हो, हो. नाही, आम्ही ज ते म्हणालो आम्ही की अ, "आपण ह्याला सेल्फ ठेवू तर चालेल का?" पहिले विचारून घेतलं त्यांच्याशी, ताकी न क मग कोणाला काय हवंय, कोणाला काय नकोय? त्याच्यामुळे थोडासा अवघड होतो आणि वाढणारा मी एकटा.
अच्छा, हो, हो. हं. हं. अ, म्हणजे एकंदरीत, जे जे घ्यायचं त्यांना, त्यांनी ते खा, नाही का? म्हणजे सेल्फ सर्व्हिस केली तर चांगलंय ते.
ते घ्या आणि मग हां, आणि मग जेव्हा जेवायला बसले, तर अ, आमच्याकडे अशी पद्धत आहे की पुरुषांना तर एवढा मान नाही भेटत, पण बायांना भेटतो. तर माझी सासू, माझी मामी सासू दोघी आणि मावशी सास.
हं. हं.
तर अ
एवढे जण आले होते?
अरे भयानक होते ना. मी तुम्हाला सांगतो अच्छा, तुम्हाला हे ऐकायचंय ना, तर मी सांगतो कोण-कोण आलं होतं. माझ्या बायकोचे आई-वडील, तिचे काकी-काका, तिचे दोन्ही मामा आणि मामी, तिची मावशी आणि काक मावशीचे नवरे, मतलब काका. ठीक आहे ते आले होते.
हम्म. हं. बरोबर, हां. म्हणजे पूर्ण तुमचं ते त्यांचं सहकुटुंब सहपरिवार आले तुमच्या घरी पाहुणे म्हणून. नक्कीच, हो.
हां, आलेले होते आणि बस फक्त पोरं नव्हते आले, त्यांचे पोरं नव्हते आले. फक्त मोठे-मोठे आले होते. मग त्यांना अ, अ, ते झालं, तर मग मी त्यांना म्हणाल आणि आमच्याकडे कसं आहे ना की आमच्याकडे थोडंसं बाईला असं व्यवस्थित करतात, मतलब बाई म्हणजे ती देवीचं रूप आहे आणि मुलांचं अ, पुरुष तर जेवतील आपल्या हिशोबाने. तर मस्तपैकी छान टेबल लावला आणि त्या सर्वांना जेवायला वाढलं मी एक, एक करून. ताकी मी आईला बोललो, "तू नको वाढू."
हां, हां. बरोबर. बरोबर. हं. हां, आता हे